तसं म्हटलं तर आत्ताचा जो काळ आहे तो टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाचा काळ आहे असं म्हणता येईल. तर ह्यातच ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मैत्रीतला सर्वात मोठा फरक तुम्हाला काय जाणवतो? किंवा तुम्ही अनुभवलाय?
बरोबर. नक्कीच. मी स्वतः अनुभवलेलं तुम्हाला सांगेन आणि मला आवडेल ते सांगायला, की ऑनलाईन मैत्री म्हणजे मी तर म्हणेन, की जणू फोटोज आणि म्हणतात ना, की फक्त सुंदर असू शकतो नीट. एक म्हणतात ना प्रेझेंटेशन आहे आणि फिल्टर लावलेलं. असं मला वाटतं. आणि कसं असतं, की ऑनलाईन मैत्रीमध्ये ना एक सिक्युरिटी नसते, की आपल्याला वाटतं, की चला आज आपली मैत्री झाली आहे आणि मग अ, आपण आहोत मित्र झालो. आणि आपण कधी-कधी काय होतं खूप लाँग टर्मचा वि म्हणजे म्हणतात ना अ, वि विचार करतो आणि तो असं म्हणतात ना, की जस्ट कधी-कधी असं असतं, की तो जस्ट टाईमपास म्हणा किंवा जस्ट एक वेळ जात नाहीये. म्हणून असा काहीसा जरी विचार करू शकतो. असं मला वाटतं. आणि म्हणजे प्रत्यक्ष मैत्री आहे तर खरंच बघा. आपल्याला एकमेकांचं बॅकग्राऊंड म्हणा, कोण कुठे राहतं म्हणा किंवा तो खरा आहे, की नाही हे माहिती असतं. तसं ऑफ ऑनलाईनमध्ये माहिती नसतं आपल्याला, की म्हणजे नक्कीच कधी-कधी फेक अकाउंट्सपण असतात आणि ते खरं, खरं बनण्याचा ट्राय करतात. तर मला असं वाटतं, की प्रत्यक्ष मैत्री म्हणजे म्हणू शकतो, की आपल्याला आवाज, त्याचा भाव, सवयी आणि त्याचे खरे हावभाव म्हणजे जे आपल्याला समजू शकतात आणि एक सगळं मिळून एक व्यक्ती आपल्याला दिसतो, तर असं मला वाटतं.
हां. <chuckles> बरोबर आहे की. अ, हां. बरोबर आहे की. हां. बरोबर आहे की. खरं आहे की. हां. बरोबर आहे की. पण हे तर बरोबरच आहे. पण आत्ता आपण ज्या पद्धतीने पाहतो, की आपले जे काही ऑनलाईन मित्र असतील ते तसे म्हटले, तर आपल्याला जे दररोजचे भेटतात, प्रत्यक्ष भेटतात त्यांच्यापेक्षा तुलनेत जास्त असतात. म्हणजे आपण जर का Instagram किंवा ह्याच्यावर पाहिलं. तर ते मित्र जास्त असतात. मग कुठेतरी असं वाटत नाही का, की ऑनलाईन मुळं मित्र बनवण्यासाठी फार सोपं झालंय किंवा
हं. बरोबर. हो, हो. हो ना. हो. हे खूप सोपं झालंय बघा, ऑनलाईन मित्र म्हणजे ते फक्त म्हणतात ना एखाद्याला बघा कधी-कधी कसं असतं की तुम्ही फॉलोवर्स मिळू शकतात किंवा अ, म्हणतात ना तुमचे लाईक्स मिळू शकतात. ते तुमचे ऑनलाईन मित्र, हां. आणि मग ते कसं असतं की त्यांला त्यांना तुम्ही कधी भेटू शकत नाही किंवा कधी गरज पडली तर ते तुम्हाला म्हणतात ना, एक अ, आध आधाराची म्हणा किंवा म्हणतात ना एक अ, बोलून मदत करू शकतो किंवा पैशाची मदत. कारण आजकाल ऑनलाईन होऊ शकतं काही ट्रान्झॅक्शन म्हणा किंवा काही कॉल करून. पण जेव्हा आपण कसं असतं की जेव्हा आपल्याला गरज असते तर तेव्हा आपल्याला म्हणतात एक सहारा लागतो किंवा एखादा मित्र म्हणा, तर तो आपल्या हाकेच्या अंतरावर असेल तर तो नक्कीच मला थोडे लवकर येईल. आणि असं पण आपण बघितलेलं आहे बघा, या सोशल मीडियामुळे काय झालंय की एक अ, इन्फ्लुएन्सर होती आणि तिचे लाखो मिलियन्स फॉलोवर्स होते. आणि अ, ती जेव्हा खरंच जेव्हा तीच ती एक्सिडेंटमध्ये गेली एकंदरीत, तर किंवा तिचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला मला तर वाटते. तर त्याच्यामध्ये तिला म्हणतात ना मानसिक त्रासामुळे ती गेलेली आहे. आणि त्याच्या म्हणजे ह्याचा अर्थ तिला Instagramवर भरपूर फॉलोवर असून देखील तिचा एकही मित्र बनला नाही. आणि खरा आयुष्यात
हां. बरोबर आहे की. हां. नक्कीच. हां. बरोबर आहे की. हं. हां. हो, बरोबर आहे की. हां. अ, हां, पण त्याला मानसिक आधार देणार त्याला, म्हणता येईल म्हणजे तिला कोणच उपलब्ध नव्हतं त्यावेळेस.
कोणीच नव्हतं. आणि मग तेव्हा बघा ना म्हणजे कोणा कोणीच काय तिचं म्हणतात ना, एक साधी स्टोरीपण नाही टाकली की बाबा असं असं झालंय किंवा असं काही. किंवा मग ते खरे मित्र तिथे आले, ते तर नाहीच झाले आणि अ, जे ऑनलाईन म्हणतो आपण ते देखील मित्र नाही झाले. तर मला आता वाटत की अ, म्हणजे खरंच आपण म्हणतात ना क्वालिटी खूप मॅटर करते क्वांटिटी पेक्षा तर, ते जरी तुमच्या आयुष्यात जास्त मित्र नसतील तर एक तरी असावा एक माणूस आणि असं नाही हां की मित्र म्हणजे तुमच्याच एजचा तो असला पाहिजे अ, किंवा म्हणतात ना, एकदम बरोबरीचा, आम्ही रोज कॉलेजला सोबत असतो म्हणजे आम्ही ऑफिस मग तो कोणीही असू शकतो. हां, तो कोणीही असू शकतो मित्र तुमचा मग तो तुम्हाला मदत करेल. अ, काही तुम्ही त्याच्यासोबत शेअर कराल. या गोष्टी मैत्रीमध्ये येतात मला वाटतं आणि मग त्या तुम्ही म्हणतात ना, काहीतरी कोणतरी असलं पाहिजे आपल्यासोबत असं मला वाटतं.
हां. खरंय की. हां. <chuckles> बरोबर आहे की. हां. <chuckles> बरोबर आहे. तस असलं पाहिजे असं काही नाही. हां. बरोबर आहे की पण आता उदाहरणार्थ तुमच्या दोन मित्रांमध्ये जर का काही संघर्ष झाला किंवा गैरसमज वगैरे जर का निर्माण झाले, तर काय म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला त्यावेळेस योग्य वाटते की ऑनलाईन मधून सुद्धा आपण ते गैरसमज दूर करू शकतो का त्यासाठी प्रत्यक्ष भेटूनच या गोष्टी दूर करणं गरजेचं आहे असं?
हं. हां, असं देखील होऊ शकतं कारण बघा ना, आपण जेव्हा चॅट वर एकमेकांसोबत बोलतो. आता समजा, आता बघा, आता कॉलेजच्या वेळेला काय व्हायचं, की आता आपल्याला कसं खरं, कधी-कधी आपण इमोजीस वापरतो त्या चॅट मध्ये. पण खरंच तो माणूस तसा आहे की नाही, हां, हां. तर मग तो खरंच तसा भावनिक आहे का, का नुसतंच इमोजीस पाठवतो, ही गोष्ट कसं आपल्याला अ, ऑनलाईन कळत नाही. जेव्हा आपण समोर भेटतो ना, तेव्हा कळतं. आता बघा, जसं की तुम्ही, मी आणि जे कोणी आता माझी मैत्रीण असेल, तर ऑनलाईन आमची मै मैत्री खूप घट्ट होती. तर मला असं वाटायचं की ती माझी एक चांगली मैत्रीण बसू शक म्हणजे होऊ शकते आणि आम्ही दोघी बट, बट बसून बोलू शकतो खूप गोष्टींवर किंवा भेटू शकतो. किंवा असं म्हणतात ना, हसू, जोक्स आपण काय अ, शेअर करणं, मेमेस शेअर करणं, मीम्स शेअर करणं, वॉइस नोट्स म्हणा किंवा असं सगळं खूप गोष्टी चाललेल्या साहजिक आणि खूप गोष्टी आम्ही शेअर करत असतो एकमेकांच्या आयुष्यातल्या. पण जेव्हा असं असतं ना की आपण पहिल्यांदा जेव्हा प्रत्यक्ष भेटलो, तेव्हा अचानक जाणवलं की चॅट मधला जो फ्लो आहे ना, तो इथे नाहीये. कारण म्हणतात ना, प्रत्यक्षात एकमेकांचे थांबे असतात. म्हणजे आपण कुठे पॉज घेतो, नजर आपली, शरीराची भाषा हे खूप महत्त्वाचं असतं आणि चॅट वर दिसणं आणि खरं वागणं यात खूप म्हणजे फरक पडतो. हे तेव्हा समजतं, जेव्हा आपल्याला अ, भेटतं आणि कसं असतं बघा, जेव्हा ह्याच्या उलट वाइस वर्सा आपण एखाद्याला म्हणतो ना की रोज भेटत असू आणि एखाद्याला अ, चॅट वर आपण बोलत असू, तर आपल्याला वाटतं, अरे ठीक आहे हा समोर तर माझ्याशी बोलतो ना नीट. मग ठीक आहे, चॅट वर थोडं कमी बोलला तर काय होतं? म्हणजे तो सगळ्यांशीच चॅट वर कमी बोलत असेल, असा आपण एक अंदाज लावू शकतो. पण मग एखादा आपला मित्र असेल, तो आपल्यासोबत म्हणतात ना ऑनलाईन भरपूर बोलतोय आणि जर समोर आपल्याला तो बघत पण नसेल किंवा म्हणतात ना, ओळखच देत नसेल किंवा काय, अरे हां तुला मी बघितलं आणि मग तुम्ही आधी खूप चॅट करतात. अरे हां मी हे केलंय, ते केलंय, सकाळी इकडे गेलो, असं तुम्ही सांगत असाल आणि समोर जेव्हा तो प्य अ, म्हणजे तुम्हाला दिसला असा अचानक आणि मग तुमच्याशी तो काहीच बोलला नसेल, ॲट लिस्ट साधा हाय पण नाही, मग मला आता वाटतं कुठेतरी गडबड आहे आणि मग ते चुकीचं होऊ शकतं, असं मला वाटतं.
अ, हं. हो, बरोबर आहे. भावना वगैरे दाखवण्यासाठी. <chuckles> हां, बरोबर आहे की. हं. हां. खर आहे की. हं. नक्कीच. हां. हं, हं बरोबर आहे की. जमीन आसमानचा फरक आहे म्हणता येईल म्हणजे. हां. हां. हां. नक्कीच. हां. <chuckles> करायची. हां. खर आहे की म्हणजे ऑनलाईन एवढ्या गप्पा मारतोय म्हणजे ज्यावेळेस खरखर आपण वै पर्सनली भेटतोय वैयक्तिक रित्या, त्यावेळेस तर काही प्रतिसाद येत नाही. म्हणजे थोडक्यात ती मैत्री असून सुद्धा नसल्यासारखीच झाली ना.
बरोब हो, ना. हो, ना. बघा आता तसंच झालंय ते एकंदरीत नसून म्हणजे असून नसल्यासारखंच हे आहे आणि त्या मैत्रीचा मला वाटत, अ, काही उपयोगच नाही त्यामुळे तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करता एकंदरीत तसं काही वाटत आहे याच्यातनं.
खरं आहे की. हं. हं नक्कीच खरं आहे की तुमचा असा एखादा अनुभव, की तो तुमचा आधी जो आहे, तो प्रत्यक्ष मित्र होता. त्याला तुम्ही दररोज वगैरे भेटायचा. आणि आता तो काही दुसरीकडे गेलाय आणि आता तुम्ही ऑनलाईन मित्र झालाय, जास्त करून प्रत्यक्ष मैत्रीपेक्षा. मग तो आधी तुमच्या वेळेस अ, जवळच्या वेळेस असायचा, तेव्हाची तिची मैत्री आणि आता ऑनलाईनची तिची मैत्री, यात एकाच व्यक्तीबद्दल तुम्हाला असा काही फरक जाणवलाय का? एखादा तुमचा किस्सा किंवा घटना अशी?
हं. हं. हो आता ज हो, आता बघा आता कसं असतं मुलींचं, शक्यतो असं असतं की मुलींचं कसं कॉलेजला आपली एक मैत्री असते आणि मग नंतर समजा लग्नामुळे त्यांची प्रत्येकीशी लग्न होतात, तर आपण सोबतच सेम शहरामध्ये नसतो. मग आपली ही मैत्री ऑनलाईनच असते. आणि मग ती ऑनलाईन मैत्री झाली की कसं असतं, की एकंदरीत आपलं बोलणं असतं ते कमी होतं आणि म्हणतात ना, आपण जसे रोज भेटायचो किंवा कुठे फिरायला जायचो, बाहेर जायचो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ना, त्या एकंदरीत खूप कमी होतात. आणि मग आपल्याला वाटायला लागतं, अरे, की हा पहिल्यासारखा माझ्यासोबत असा वागत नाहीये किंवा पहिल्यासारखा तो बॉन्ड राहिला नाही. कधी-कधी काही लोकांची अशी हे असू शकते की ते म्हणतात ना, अ, की म्हणजे आता झालं, आता आपला जो बॉन्ड होता तो फक्त कॉलेज झालाय, तर मग ठीक आहे. आता पुढे काही गरज नाहीये आपली एकमेकांना. तसं देखील लोकं असतात. म्हणजे प्रत्येकाला असं, असं मी तुम्हाला समजते, तसं समोरचा मला तसं समजेल असं नाही. मग त्याची ती जी प्रायोरिटी ती बदललेली आहे. आता त्याला ती काहीतरी दुसरं तर मला आता वाटतं की ठीक आहे, हे आयुष्य असं होत जातं की म्हणजे एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण असू शकते. आणि मग ती तुम्हाला आधी खूप महत्त्वाची वाटायची आणि मग एकंदरीत अ, त्याला त्याने तुम्हाला म्हणतात ना की नाही बोलत आहे, कमी बोलतो आता किंवा दुसऱ्यांसोबत असतो. त्याचे मित्र बदललेत. तर मला तर वाटतं प्रत्येक माणसाचं आजकाल असंच आहे की म्हणतात ना, की तो फायदा किंवा जागा बघून कधी-कधी तो मैत्री करू शकतो, मला असं वाटतं. मग ते एखादे तुमचे मेसेज ऑनलाईन कमी येत असेल, तर त्याला काही हरकत नाही. मग जसं मी म्हणते, मग तुम्ही पण दुसरे मित्र बनवू शकता, असं मला वाटतं.
बरोबर आहे. हं. हां. नक्की. अ, हां. हं. बरोबर आहे की हां. बरोबर आहे की. हं. अ, हां. खरं आहे की. बरोबर आहे की. हं. अ, खरं आहे की. पण आता कसं आहे की मग आत्ता आपण जे काही बोलणं झालं म्हणजे ऑनलाईन मित्र बऱ्यापैकी असूनसुद्धा नसल्यासारखे असतात. मग ह्या ऑनलाईन मित्रांचा काही ठिकाणी कुठं फायदा होतो का तसा काहीच फायदा नाही आहे? की आत्ता ज्या पद्धतीनं आपलं बोलणं झालं की अ, चॅटवर तर बऱ्याच गप्पा होत आहेत पण समोर पाहिल्यानंतर कुठं हां, बस चल. एवढं म्हणूनच म्हणजे काही मानसिक आधार नाही, काय नाही, काय नाही. मग ऑनलाईन मि मैत्रीचा कुठं फायदासुद्धा आहे का तसा काहीच फायदा वाटत नाही तुम्हाला तरी?
हो. हो, हो. बरोबर. न आता मी तुम्हाला मला सांगायला आवडेल, की असे काही माझे पण मित्र-मैत्रिणी झाले, की जे ऑनलाईन आमची ओळख झाली. आणि तेव्हा माझे मित्र झाले असं आपण म्हणू शकतो. एका शहरातले असुद्यात किंवा
हां. हां, म्हणजे सुरुवात ऑनलाईन मैत्रीनी झाली का?
झाले हां. हां. सुरवात ऑनलाईन मैत्रीनी झाली. अ, आणि म्हणजे असं असतं ना की कधी-कधी बघा काय होतं की आपण आपल्या शाळेमधले पण आपले मित्र असतात ते आपण शाळेत कधी बोललेलोच नसतो. पण आपली मैत्री म्हणतात ना ऑनलाईन काही वर्षांनी होते आणि मग आपले मित्र बनतात. मग तसं माझं झालं. पण ती माणसं म्हणतात ना, म्हणजे ती खरंच त्यांनी मदत केली. किंवा आपण कुठे भेटायला गेलो किंवा बाहेर जेवायला आपण जाऊ शकतो किंवा काही. असा आपला एक ग्रुप बनतो. मग आपण जातो देखील. तर मग ती मैत्री कधी-कधी होऊन जाते. पण असं असतं ना, की काही काही लोकं फक्त ऑनलाईन मैत्री ठेवतात. अ, म्हणजे फक्त जस्ट माहिती आहे आपल्याला, अ, की आणि असं नाही की मैत्री आहे म्हणून तुम्ही सगळ्यांशीच अ, दिवसभर बोलताय, मैत्री करूयात, मैत्री करूयात. तर ते देखील चुकीचं आहे. पण म्हणजे, पण काही काही अ, जी माणसं असतात ती खरंच चांगली असतात. की त्यांची ऑनलाईन मैत्रीदेखील म्हणतात ना पुढच्या आयुष्यात म्हणजे पुढील आयुष्यात देखील ती चांगली करू शकतात असं मला वाटतं. म्हणजे काही त्याला हरकत नाही आहे. किंवा काही मैत्रिणी असतील त्या ऑनलाईन झाल्या आणि मग त्याच्यात खऱ्या आयुष्यामध्ये आम्ही त्यांचे चांगल्या मैत्रिणी झालो असं पण असतं. पण मग ह्याच्या उलट काही काही अशी लोकं असतात की ते ऑनलाईन आपल्याला वाटतं आणि मग समोर ते बघतात ना, की जसं मगाशी म्हणाले की समोर दिसल्यास ते हसत पण नाही किंवा त्यांना काय ऑकवर्ड्स किंवा काहीही असू शकतं.
हां. बर. <chuckles> बरोबर आहे. हम्म. हां. <chuckles> अ, बरोबर आहे की. हां. हां. बरोबर आहे की. अं, हां. किंवा चॅटिंग करताना जशी वाइब मॅच झाली तशी वाइब प्रत्यक्षात मिळाल्यानंतर अजिबात मॅच होत नाही म्हणता येईल.
हो, हो. नाही होत. तर मग त्यांना मग तुम्ही मला असं वाटतं की त्या तुम्ही कोणाशी बोलूच नका जेणेकरून मग तुम्हाला तो त्रास होणार नाही. तर ते ऑनलाईन फक्त ऑनलाईन तेवढ्या म्हणजे तेवढंच ठेवा. ते असं म्हणतात ना एक वैयक्तिक आयुष्यात त्याचा काही असा, अ, प्रभाव तुम्ही पाडून घेऊ नका. म्हणजे तुम्हाला त्रास होईल, दुःख होईल. अशाप्रकारे मला वाटतं.
<chuckles> खरं आहे की. हां. बरोबर आहे की. पण ऑनलाईन मैत्री काय वाटत की तुम्हाला अशी ज्या मैत्रीची सुरुवातच ऑनलाईन पासून झाली, ती मैत्री अशी किती दूर पर्यंत जाऊ शकते? का तिचं रूपांतर पुन्हा चांगल्या मैत्रीत सुद्धा होऊ शकतं? किंवा तुमचा एखादा अनुभव असा, की ज्या मैत्रीची सुरुवातच ऑनलाईन पासून झाली आणि आता आम्ही फार चांगल्या मैत्रिणी आहोत असा काही किस्सा तुमचा किंवा घटना कोणाबरोबर?
हं, हं. नक्कीच. हो, हो. असं आहे तसं तुम्हाला मगाशीच म्हणाली. कारण कसं असं टेक्स्ट छान असतो. अ, जसं की एक अनुभव मला असा होता, की समोर गेल्यावर समजलं की नाही आहे इतका बॉन्ड. आणि मग असे काही मित्रमैत्रिणी आपले असतात की समोर गेल्यावर समजतं की अरे हां ठीक आहे. हा आपला मित्र बनू शकतो. म्हणजे चांगला आहे तो. कसं असतं, की माणसाच्या म्हणतात ना ज्या कृती असतात, त्यातनं त्याच्या भावनाच लगेच समजतात. मला असं वाटतं की जो तो म्हणतात ना आपल्यासाठी काही जो, अ, प्रयत्न करतोय तर त्याच्यावरून लगेच समजून येतं आपल्याला. की आता बघा टेक्स्ट छान असतात. पण त्यातला टोन जर हरवला, की असं की, ओके कसा आहे त्याचं? ओके नॉर्मल आहे. तो सगळ्यांनाच कॅज्युअली ओके बोलतो तर ते कळत नाही की तो राग आहे, शांतता आहे. पण जर व्हॉईस नोट्स आता आपण पाठवलं की त्याच्यामध्ये आपल्याला म्हणतात की भावना कळतात. व्हिडिओ कॉल म्हणजे जवळजवळ प्रत्यक्ष अनुभवच आहे आपल्याला. मग हावभाव समजतात. स्मित, शांतता सगळंच दिसतं. आणि पण तरीही जसं म्हणतो की प्रत्यक्ष भेटीमध्ये जी ऊ ऊर्जा असते ना प्रेझेन्स त्याचा, ती खरी केमिस्ट्री आहे. आणि ती ऑनलाईन कधीच म्हणतात ना मिळू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मला तर वाटतं, की जी खरोखरची मैत्री आहे आपली ती खूप जास्त, महत्त्वाची आहे असं मला वाटतं.
हां. हां. बरोबर आहे की. हां. नक्कीच. हां. <chuckles> हां. बरोबर आहे की. खरं आहे. हां. खरं आहे की. खरं आहे की. हां. बरोबर आहे की. तरी ही जर का ऑनलाईन मैत्री असेल, तर ऑनलाईन मैत्रीसुद्धा आता आपल्याकडे, अ, 4-5 माध्यम आहेत म्हणता येईल. की आपण म्हणजे टेक्स्ट करू शकतो, व्हॉइस नोट करू शकतो, व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकतो. तर ह्या 3मध्ये तसं म्हटलं तर कोणता प्रकार त्यातल्या त्यात ऑनलाईन मैत्रीसाठी सर्वात चांगला आहे म्हणता येईल?
हं. बरोबर. नक्कीच मला तर वाटतं, की हे तिन्ही प्रकार. पाहिलं तुम्ही ला डायरेक्ट आपण कोणाला कॉल तर करत नाही. डायरेक्ट व्हिडिओ कॉल पण करत नाही. तर मला तर वाटतं, की पहिला टेक्स्ट आहे. टेक्स्टवर तुम्ही कम्फर्टेबल झालात की तुम्ही कॉलवर येऊ शकता. मग कॉलवरनं तुम्ही कम्फर्टेबल झालात, तुम्ही व्हिडिओ कॉल बरोबर पण येऊ शकता, असं मला वाटतं. की असं नाही की आपण पहिल्याच दिवशी, झालं, आपण लगेच, "थांब तुला व्हिडिओ कॉल करतो मी." <chuckles> तर ते थोडंसं बघा ना ऑड वाटतं, असं असतं. तर मला असं वाटतं, की या म्हटलं तर स्टेप बाय स्टेप. कारण का मैत्रीमध्ये विश्वास लागतो आणि मग तो विश्वास तुमचा जर पुढे-पुढे संपादन झालं तर तुम्ही टेक्स्टवरून कॉलवर, कॉलवरून व्हिडिओ कॉलवर, अ, अशा गोष्टी होतात मला तर वाटते. आणि म्हणतात ना, की अ, आपल्या स्टोरीज म्हणा किंवा आपण फोटो टाकतो म्हणा, त्याच्यावर कोणी तुम्हाला म्हणतात ना, अ, म अशी मैत्री कशी होते बघा ऑनलाईन, आपण जर काही पोस्ट केलं, स्टोरी टाकलं, तर मग म्हणतात ना त्याच्यावर रिएक्शन्स येतात. त्या लाइक्सवर म्हणा की मग अरे, अ, किंवा खरी काळजी. "अरे तू आज ऑनलाईन नाही आलीयेस? काय झालं तुला?" मग तो माणूस आपल्याला विचारणार. मग आपल्याला वाटतं, की अरे, अ, हा खरंच काहीतरी आपली काळजी घेतो किंवा आपल्याला वाटतं. किंवा असू शकतं की कधीही आपण आजारी पडलो, तर आपण बघा ना, अ, ऑनलाईन येत नाही किंवा मग आपण काही मेसेज देत नाही किंवा मग तो विचारतो, "काय झालं? कुठे आहेस तू? ऑनलाईन नाही आली?"
हां. हां, बरोबर आहे की. ते पण आहे. हां. <chuckles> नाही, बरोबर आहे की. अ, खरं आहे की. हं. अं, बरोबर आहे की. हां. हां. अं, हां. खरं आहे की. अं, हां किंवा तुमच्या तुमच्यातला जो काही बारीक बदल आहे, तो ओळखतो म्हणता येईल. <chuckles>
हो, हां. मग तो समजून येतो आपल्याला, की ही ऑनलाईनमधली मैत्री वाढू शकते का किंवा बघा ना, अ, कधी त्याला माहितीय की आज आजारी आहोत आपण. मग डायरेक्ट आपल्याला तो कॉल करतो. मग तेव्हा आपण तो कॉल उचलतो. जर आपण टेक्स्टवर बोलत असू आणि मग त्याच्यानंतर त्याला समजलं की कॉ आजारी आहे, तर मग तो वाट बघत नाही, की कधी मेसेज करेल ती आणि मग मी त्याला तिला मेसेज करीन. मग तो कॉल करतो आपल्याला. किंवा असं म्हणतात ना की त्यांचा वाईट मूड असेल, मग तुम्ही जर कॉलवर बोलत असाल तर त्याचं फक्त आपण ऐकून घेतो आणि शांत बसून म्हणजे असतं ना शांत बसतो. मग तेव्हा आपल्याला समजतं की "अरे मी, अ, रागात होतो, चिडलेली होती आणि मग समोरचा मूड खराब होता." आणि "मी खूप बडबड होती ते देखील ह्याने ऐकलं." मग आपल्याला त्या दिवशी रिअलाईज नाही होत, पण आपल्याला दुसऱ्या दिवशी वाटतं. अरे मग हां. मग आपण एकदम चांगले बनू शकतो, म्हणजे ठीक आहे चला. असं काहीतरी. हं.
हां. हां. हां, बरोबर आहे. <chuckles> अहां. बरोबर आहे की. म्हणजे थोडक्यात हा जो आपण म्हणलो की टेक्स्ट असेल, व्हॉइस नोट असेल, व्हिडिओ कॉल म्हणजे तसंही म्हणता येईल की एक एक पायरी एक पायरी चढूनच वर जाऊ शकतो आपण. पण ह्या हं.
हं. हां आणि तुम्ही असं म्हणताय तर तुम्हाला ट्रस्ट जर बिल्ड झालाय ऑनलाईन मैत् मैत्रीमधला, तर मग तर तुम्ही म्हणतात ना की भेटू शकता तुम्ही किंवा म्हणतात ना ऑनलाईन म नातं जपण्यासाठी कधी-कधी ऑफलाईन वेळ देखील लागतो असं मला वाटतं. आणि नातं जपायचं असेल तर त्याला म्हणतात नाही एक काहीतरी खतपाणी, म्हणजे म्हणतात ना तुम्ही भेटू पण शकता किंवा कॉलवर बोलू शकता. आणि मग त्या सीमा ठरवा की ऑनलाईन किती सांगायचं, कधी उत्तर द्यायचं, काय गोष्टी बोलावायच्या हे कळायला पाहिजे. आणि व्हिडिओ कॉल करताना पूर्ण लक्ष द्या. म्हणजे, अ, म्हणतात ना, स्क्रोल तुम्ही असं व्हिडिओ कॉल करताय आणि काहीतरी लक्ष भलतीकडे आहे आणि म्हणतात मग तुम्हाला कळत नाही की तो माणूस नेमका कसा आहे. तर मग ते काहीतरी थोडंसं असू शकतं. असं मला वाटतं.
हां. बरोबर आहे की. खरं आहे की. हम्म. हां. हम्म, बरोबर आहे की. नाही खरंच आहे की. म्हणजे तुमच्याबरोबर बोलून म्हणजे खरंच मला फार छान वाटलं की ऑनलाईन मैत्री आणि प्रत्यक्ष मैत्रीमध्ये नक्की काय फरक असतो. किंवा एकच व्यक्ती की जो आपला आधी प्रत्यक्ष मित्र होता आणि आता त्याचं ऑनलाईन मित्रामध्ये रूपांतर झालंय, तर त्याच्यामध्येसुद्धा कसा बदल होतो आणि ऑनलाईन टेक्स्ट असेल कसं आहे तर ऑनलाईनमध्येसुद्धा आपण, अ, टेक्स्ट मेसेज असतील किंवा व्हॉइस नोट किंवा व्हिडिओ कॉल, तर हे कसंहीसुद्धा म्हणजे पायऱ्या-पायऱ्याने आपण वाढवत जाऊन ती मैत्रीसुद्धा कशा पद्धतीने ऑनलाईनपासून घट्ट मैत्री बनू शकते. म्हणजे हे खरंच म्हणजे तुमच्यावर फार बोलून चांगल्या, अ, ह्याच्यात लक्षात आलं मला.
हो. हं, हं. खरंच. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आपण खरंच तर नक्की परत भेटूयात. धन्यवाद.
तर नक्कीच आपण पुन्हा नक्कीच आपण परत भेटूयात. धन्यवाद.